कारण काही-काहीचं कसं असतं की कपडे तर ते घालतात. पण त्यांना ते कॅरीही करता येत नाही असं. असं असतं आणि कधी-कधी बघा ना म्हणजे असा ड्रेसिंग सेन्स सुद्धा थोडासा असा वेगळा येतो की एखाद्या कार्यक्रमात अ, काहीतरी वेगळेच कपडे घालणं आणि मग आपण मग ती कुजबुज होते की अरे, हिने काय घातलंय बघ ना आणि मग एकंदरीत चालू असतं. अरे, बघ ते बरोबरपण नाही आहे असं सगळं आणि असं पण होतं की काही-काहींचे बघा जे म्हणजे आपण म्हणतो कार्यक्रमात काही-काहींचं असतं म्हणजे अ, साडी पण आपल्याकडे असा एक अ, वेशभूषा आहे. तर ती साडी पण म्हणतात ना, नेसण्यावर पण समजून येतं आपल्याला की एका प्रकारची स्त्री म्हणा आता काही-काहीचं असं असतं की म्हणजे बघा एखादी साडी आहे, ते एखाद्या कार्यक्रमात आपण पारंपरिक साडी म्हणजे पैठणी म्हणा किंवा अशा ज्या कॉटनच्या असतात अ, किंवा ज्या असतात ना एकदम नऊवारी असतात किंवा ज्या अशा अ, बॉर्डरच्या साड्या असतात. तर त्यामध्ये पण आपण एखाद्याला म्हणतात ना की आपण जज करू शकतो की ते अ, म्हणजे कशा प्रकारे बिलॉन्ग्स करतात ह्या देखील गोष्टी म्हणजे एकंदरीत बघितल्या जातात ना म्हणजे आपलं समजून येतं एखाद्याच्या कपड्यांवरून की म्हणतात ना एक इज्जतदार घराणं त्याच्यामध्ये म्हणू शकतो आपण, खूपच.
हं, कॅरी करता येत नाही. हं. <chuckles> हो. हं, हं, हं. हां, हां, हां. हं. हं. हां. किंवा आपण नऊवारी हां. हं. हं. हं. नक्कीच, नक्कीच. हं. खूपच, खूपच द दिसून येतं म्हणजे तुम्ही कधी-कधी आणि मला असं वाटतं की तुम्हाला नेहमीच कपडे महाग घालायची गरज नाही आहे. तुम्ही साधेच कपडे घाला. पण त्याला एकतर म्हणतात ना कम्फर्टेबल कपडे घाला. कॅरी छान करा आणि म्हणतात एक म्हणतात ना स्वच्छ कपडे घाला. असं नाही की कुठून तरी त्याला डाग आहे, कुठून फाटलेले कपडे तर कधीच म्हणतात घालूच नये किंवा इस्त्री करून इस्त्री केलेले कपडे असे छान घाला. तुम्ही एवढं जरी रेग्युलर रुटीनमध्ये तुम जर तुम्ही कपडे असे जरी घातले ना, तरी ते एक समोरच्या लोकांवर छाप पाडतात. असं मला वाटतं.
बरोबर, हं. गरज नाहीआहे, बरोबर, हो ना. नक्की. हो, हो. डाग आहे. घालूच नये. बरोबर, हे तर हो. बरं.